नक्कीच त्यांची ती गोष्ट असते ना, ती त्यांना मोठी करूनच दाखवायची. आता आपला मेंदू जो आहे. तो कसा रिएक्ट करतो ते त्यांना चांगल्या रित्या कळलंय, की अल्गोरिथम कसं काम करतं आपल्या मानसिकतेचं. आता तुम्ही एक अ, म्हणतात ना, प्लेन कंटेंट तुम्ही कुणाला दाखवलं ना, तर ते लोकं बघण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. त्यात भले माहिती असू द्या. एवढी म्हणजे महत्त्वाची माहिती असेल ना, तर लोकं लगेच स्किप करणार. "अरे, नाही, नाही, नाही, हे नाही बघायचं." पण एक अट्रॅक्टिव्ह सारखं सीन चेंज होत राहतात ते. सारखं म्हणजे काहीतरी त्यात नाही का मजाक उडवलं, अभद्र भाषा वापरली. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते इंडायरेक्टली आपल्याला हे करतं. हां,.
बरोबर. हं, हं. बरोबर. हो. बरोबर. म्हणजे ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणताय, की अ, लोकांना जे नॉर्मल कंटेंट जे आहे किंवा नॉर्मल एखादा मूव्ही झाला, नॉर्मल एखादी सीरियल झाली. म्हणजे एखादा चित्रपट, एखादी मालिका की असल्या काही गोष्टी ज्याच्यामध्ये एक नॉर्मल आहे, जे डेली लाईफमध्ये नेहमीच होत असतं, आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच होत असतं. ह्या गोष्टी बघण्याकडे लोकांचा जास्त कल नाहीये. तर लोकांना असं काहीतरी वेगळं अ, लार्जर दॅन लाईफ म्हणजे किंवा नॉर्मली याच्यापेक्षा काहीतरी खूप त्यांना वेगळं काहीतरी बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो का?
बरं. बरं. लोन. नाही.